वेस्टर्न डायट पण बघा. असं नाही कुठल्या डायटमध्ये किंवा तुम्ही अगदी पूर्ण मांसाहार जरी करायचं ठरवलं, तरी त्याच्यामध्ये असं नाही ना की पूर्ण कार्ब, अ, प्रोटीन याच्याबरोबर त्याच्याबरोबर फॅट आहेतच ना. अं
नाही आहे. त्याच्यामध्ये एक अ, नवीन ट्रेंड निघाला होता जिम वगैरे जे जातात ना किटो डायट म्हणून म्हणतात. फक्त प्रोटीन खातात त्यामध्ये, पण त्यामध्ये एक केस झाली ती मी सांगतो मला आठवलं म्हणून म्हणजे अशीच एक कोणतीतरी महिला होती तर त्यांनी काय केलं, कीटो डायट कंटिन्यू केलं 2 महिने तिचा किडनीवर डेमेज झाला आणि एक्सपायरच झाली ती. म्हणजे एवढं स्ट्राँग असतं प्रोटीन. कार्ब घ्यायचीच नाही बिलकुल.
हां. हां, हां. हो आहे ना, आहे ना. <chuckles> हं. बरं. हां, हां. हो, हो. असे खूप आहेत ना. खूप एक्झाम्पल. हो, हो. नाही-नाही खूप आपण एक्झाम्पल देऊ शकतो बघा शेवटी माझं काय म्हणणं आहे, की आपण सिम्प्लिफाय करूयात ना आपण काय एवढं अवघड करतोय? जर आपलं जर अ, व्यवस्थित व्यायाम केल्याने आणि आहारावर कंट्रोल केल्याने किंवा व्यवस्थित झोप घेतल्याने, स्ट्रेस कमी केल्याने जर आपलं व्या फिटनेस येत असेल तर कशाला एवढं अवघड करत बसायचं आहे ना. हं.
हां, बरोबर. आरोग्य हं, बरोबर आरोग्यही ठीक राहतं आणि कुठेतरी बघा आपली बॉडी वगैरे व्यवस्थित असला आपला एक कॉन्फिडन्स आत्मविश्वासही चांगला राहतो, नाही का. अ, अ, कुठेही पब्लिकली वावरताना.
हं. हो, हो, हो. आणि काय आहे ना बॉडी म्हणजे काय दाखवण्यासाठी फिटनेस नसला पाहिजे. तो फिटनेस म्हणजे आपल्या कॉन्फिडन्ससाठी जास्त महत्वाचं आहे. हं.
हां. आपल्यासाठी अगदी बरोबर. हं, मस्त तुम्ही समजावून सांगितलत अ, वेगवेगळे महत्त्व आणि ज्यांना वेळ भेटत नसेल त्यांनी 5-10 मिनिटं काढा आणि तरीही वेळ भेटत नसेल तर मग दिनचर्येमध्ये बदल करा असं सांगितलं तुम्ही जसं चालत जा, म्हणजे तेवढं होईल तेवढं जवळच्या जवळ चालणं किंवा जिन्यावर चढणं, लिफ्ट वापरू नका. खूपच छान वाटलं तुमच्यासोबत बोलून खूप खूप धन्यवाद.
हं. हो, हो. निश्चितच. बदल करा. बरोब हं. हो, हो. बरोब मलाही खूप छान वाटलं. तुम्ही खूप छान आणि महत्त्वाचे प्रश्न विचारले. खूप खूप धन्यवाद.

मग तेच मग त्याच्यामुळं मग मी ते सगळं फॉलो केलं. त्यांनी माझ्याकडनं ट्रेनिंग करून घेतली. त्याच्यानंतर मग मी ते डायट प्लॅन त्यांनी दिला होता. ते फॉलो केलं आणि मग त्या डायट, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणून मग मी परत माझ्या फिटनेस, मला जो शेप पाहिजे होता. त्या लेव्हलपर्यंत हळू-हळू मी पोहोचलो असं सिंपल मी फंडा अवलंबला.
अच्छा मस्त. आणि अ, काही लोकं कसं म्हणतात म्हणजे वेळ देऊ शकत नाही आणि कारणे अशी देतात बघा माझं काम आहे, माझं कुटुंब आहे किंवा सोशल मीडियावर टाईम पास करायला वेळ असतो ह्यांच्याकडे पण, व्यायामाला जसं अगदी तुम्ही जसं म्हटलात 10 मिनिटं जरी केला तुम्ही तरी इनफ आहे न स्ट्रेचिंग वगैरे पण तेवढाही अ, हे नाही. तर
हां. बरोबर आहे. हं, हं, हं. हो. हं. निश्चित. नाही, आता कसं आहे माहिती आहे का? लोकांना असं ते एक्सक्यूजच तुम्ही म्हणाले तसं आहे. आणि कसं आहे ना शेवटी एक्सक्यूज दिलं तरी ते आपण काय जगाला फसवत नाही, ते स्वतःलाच फसवतो असा प्रकार आहे. हं. मग ह्याच्यामध्ये काय करू शकता ना वेळ कमी आहे. तर अशी कितीतरी ॲप्स आहेत जसं की एक 8 मिनिट वर्कआउट त्याच्यामध्ये काय असतं ना की हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग H-I-I-T त्या हीट ट्रेनिंगमध्ये काय होतं ना की तुम्ही पटपट, पटपट, पटपट, पटपट पुशअप करता, पटप तुम्ही स्कॉट करता. अ, ते जे आहे ते कार्डिओ करता आणि त्याच्यामुळे काय होतं ना पटकन तुम्ही 8-10 मिनिटामध्ये जो एक तासाचा वर्कआउट आहे ना तेवढी इंटेन्सिटीने तुम्ही काम करता. तर तुमच्या 8-10 मिनिटामध्ये तेवढा मोठा वर्कआउट होऊन जातो. जर वेळच नाहीये तुम्हाला तर हे करू शकता. सूर्यनमस्कार करा 10 मिनिटामध्ये मला वाटतं, 40-50 सूर्यनमस्कार करून होतील. मग ते करा किंवा मग तुम्हाला तेही शक्य नाही आहे दिवसभर काहीच नाही करू शकत आहे, तर मग तुम्ही काय करा की लिफ्ट वाप वापरण्याच्या ऐवजी जिना चढा, त्याच्यानंतर थोडंसं चालणं तर होतंच ना चाला.
हां. अगदी बरोबर. बर बरो अगदी बरोबर आहे. हा खूप मस्त तुम्ही एक मुद्दा मांडलात, की चला बाबा तुमच्याकडं नाहीये वेळ, मान्य केलं. म्हणजे असतो वेळ, चला मान्य केलं तरी पण. पण दै दैनंदिन दिनचर्या जी आहे तुमची. त्यामध्ये तुम्ही असं जसं म्हटलात लिफ्ट नका वापरू, जिन्याने जा ना. हा पण एक व्यायाम आहे. म्हणजे तुम्हाला अतिरिक्त वेळ द्यायचीही गरज नाही. अशा छोट्या-छोट्या वस्तू समजा जवळ एखादं दुकान वगैरे असेल किराणा घ्यायचा आहे गाडीने जाण्यापेक्षा पायी जा, तुम्ही घेऊन या नाही का म्हणजे वेट पण नसतं ना किराण्याचं वगैरे. ते पण आपण उचलतोय. ते पण एक प्रकारचा व्यायामच आहे अशा दृष्टिकोनाने पहा ते.
हो, हो. हो, हो. हो. बरोबर आहे. बरोबर. हो. पायी जाऊ शकतो. हं. हो, हो. <chuckles> म्हणजे आता तुम्ही त्याच्यावरून बोलले त्याच्यावरून आम्हाला आठवलं एक गोष्ट जस्ट एक सांगतो. तर काय आहे आधी आपण पाणी वगैरे आणायचो कळशीतून आणि असं ते 2 खांद्यावर 2 घ्यायचो किंवा मग अ, 1 डोक्यावर 1, हातात 1 तर वेट ट्रेनिंगच होतं ना ते. पण आता ते नाहीये तर ते आपल्या लाईफस्टाईलचा तेव्हा भाग होता. आपण असं म्हणतो ना की आधीचे लोकं फिट होती. अरे फिट होते कारण त्यांना ते वेट ट्रेनिंग म्हणजे ते करण्याची गरजच नव्हती.
हां, सांगा ना. हां. हो. बरोबर. हो मग. असायचं. बघा ना आधी शेतामध्ये वगैरे काम करायचे बघा. शेतातले काम करणारे बघा ते जिममध्ये कसे असतात बॉडी बिल्डर. त्यांची जशी बॉडी शरीरयष्टी असते. तर ते कुठं असं म्हणजे अ, स्पेशली त्यांनी असं वेळ काढून व्यायाम उचल केला आहे, असं नाही आहे ना. जे रोजचं काम आहे तेच केलंय त्यांनी.
हो. हो. पिळदार त्यांच शरीर असतं. हं. बरोबर आहे. हं, हं. नाही, नाही. बरोबर आहे बरो

हं. अ, यामध्ये आणखीन आपण काय म्हणू शकतो जसं तुम्ही सांगितलत ॲप वगैरे. अ, आपण एखादा इन्स्टॉल करू शकतो टेक्नॉलॉजीमुळे हां, हां.
हं, हं. अ, बरोबर आहे. पण अजून एक म म् अ, अजून एक महत्वाचं काय आहे ना, की ॲप केलं एक्सरसाइज केलं पण कधी-कधी समजा अगदीच वेळ नाही आहे. पण मग कसं आहे ना, वेळ असला किंवा नसला, व्यायाम केला किंवा नाही केला, तरी पण डायट पण महत्वाचं आहे ना, नाहीतर तुम्ही एक्सरसाइज कराल आणि तुम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट खाल. तर त्याचाही काही उपयोग नाही आहे किंवा तुम्ही हेल्थी डायट नाही करणार आहे, तर, अं, मग तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्यायचं जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपण आपल्या हेल्थी डायट कडे लक्ष दिलं पाहिजे ना, की बाबा तुम्ही जर सारखं तेलकटच खात आहे, सारखं जर तुम्ही गोडच खात आहे, तर मग ते नाही ना तुमचं वजन किंवा फिटनेस पाहिजे, तो नाही मिळणार आहे.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे अ, व्यायामाला कुठेतरी आपल्या आहाराचीही सांगड आपण घातली पाहिजे, म्हणजे प्रोटीन युक्त अ, आहार आपण खायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणालात जेवढं आपण वर्कआउट करतोय त्याच्या पेक्षा जास्त जर आपण कॅलरीज कन्झ्युम करतोय त्याचा काही अर्थ नाही म्हणजे वजन आणखीन वाढणार तुमचं नाही का. आणि असे
शंभर टक्के हो. बरोबर. बरोबर आहे. अर्थच नाही. <chuckles> आणि आपल्याला कळणार नाही आणि आपल्याला आणखीन वाटणार आहे. मी एवढा व्यायाम करतो का होत नाही आहे. हं
का होत नाही? आणि हे पण आहे, की काहीजण खूप व्यायाम करतात कॅलरीज वाढतील म्हणून कमी पण एनर्जी कॅलरीज खातात कमी पण नाही चालत जसं तुम्ही केलत ना अ, अ
अ हो, हो. बरोबर आहे. कमी केलं तर काय माहिती आहे का? की तुमचं वजन रॅपिडली कमी होईल, पण मग ते सस्टेन नाही करणार. आणि मग ते सस्टेन नाही केलं जेव्हा अकारण थोड्या दिवसांनी काय होतं ना, की आपल्याला व्यायाम वगैरे बंद पडू शकतो. मग तो बंद केला, की ते कॅलरीजच प्रमाण आपलं ऑटोमॅटिक वाढतं आणि मग रॅपिड ग्रोथ होते. तर मग तेही नाही कामाचं.
कमी होईल हा. हं. अच्छा! हं, हं. आणि काहीजण हे असं करतात बघा म्हणजे एखादं त्यांना कळालं अ, कार्बोहायड्रेट्स वगैरे खायचं नाही म्हणजे मग वजन वाढते. तर चक्कच बंद करतात म्हणजे खातच नाहीत त्याचाही कुठेतरी विपरीत परिणाम होतो असं नाही, की चक्कच बंद कर खूप कमी खा बॅलन्स खा. कारण की कार्बोहायड्रेट्स तुम्हाला वजन म्हणजे एनर्जीसाठी पाहिजेच नाही का?
हं. हां. अ <chuckles> हं. नाही, नाही. बरोबर आहे. एनर्जीशी तर लागतच आणि कसं इंडियन डायट जर तुम्ही बघाल ना, तर त्याच्यामध्ये किंवा कुठलाही डायट बघा इव्हन.
हं.